हो ना.
विचारांना स्थिरता प्राप्त होते आणि त्यामुळं काय होतं नेमकं, की आम्ही व्यवस्थित प्रकारे अ, लक्ष नाही लावू शकत कोणत्याही गोष्टीत. आमचं एकच लक्ष भट भटकणं. जर आम्ही रस्त्यावर सोडलो आणि आम्ही इकडं-तिकडं जायला लागलो, तर आम्हाला काय समजतील बरं लोकं? हुशार समजतील का वेडे समजतील. वेडच समजणार ना. तर तसंच आपण आपला मनाचा भाग किंवा आपले प्राण ऊर्जावरती आपण स्क्रॉलिंग करतोय. आम्ही कुठं जातो हे माहीतच नाहीये आणि आम्ही फक्त जातोच. आणि आम्ही कोणाला विचारलं, की तू 5 रील पूर्वी कोणची रील पाह पाहिली होतीस, तर तू सांगू शकणार नाही. हं, हं, मग नेमकं करतो काय?
बरं, हो. हो ना, वेडच समजतील. हो. हं. <chuckles> बरोबर, कोणालाच लक्षात नसतं. कुठला ट्रेंड त्यांनी बघितला आणि कुठली रील बघितली, कुठला ते ट्रान्सफॉर्मेशनचा असा रील बघितला, त्यांनाच माहीत नाही, की कोण होतं त्याच्यामध्ये आर्टिस्ट.
हं, हं. हो, हो. तर हा प्रकार होतो, की ज्यावेळेस आम्ही ह्या प्रकारचे अ, रील अ, रील करतो ना किंवा काही करतो विचारांना, अ, तर त्यावेळेस आमच्या विचार विचारांकडे लक्ष देणं किंवा त्या विचारांना शांत करणं गरजेचं आहे. नाहीतर मग आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर प सर्व प्रश्न हां, बोला.
बरोबर. हं. बरोबर, हो ना. मग अशा वेळेस हो. मग अशा वेळेस बघा ना, तुम्ही असं दैनंदिन तुमच्या अ, रित्या ज्या असतात ते कधी फोनपासून असं म्हणजे ब्रेक घेता का, की मी असं ठरवलंय, की मी असं कॉन्शियसली मी ठरवलंय की मला फोनपासून मला ब्रेक घ्यायचा आहे किंवा असं जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही डिसाईड केलं, की असं करायचं आहे आणि मग त्याचा परिणाम काय झाला, असं कधी झालंय का, केलं का तुम्ही की ठरवलं असं?
हं, हं. हं, हं. हं, हं.

हो खूपच छान आणि हे तुमच्याशी बोलून पण मला जाणवतं. तर मला अशा वेळेस मला ना शेवटचं सांगा? की कधी बघा ना कल्चरल जे आपण म्हणतो अपेक्षा असतात, सामाजिक अपेक्षा असतात आणि जसे घरातल्या अपेक्षा असतात, कुटुंबाच्या अपेक्षा असतात की बाबा मी तुला फोन केला तर लगेच उत्तर दे मिस्ड कॉल येऊन गेला किंवा मी तुला मेसेज पाठवला महत्त्वाचं विचारायचं होतं तुझा रिप्लायच नाही आला. तर मग अशा वेळेसची जी ऊर्जा असते ना की मग ह्याला कसं कशा प्रकारे तुम्ही ह्याला हँडल करता आणि कसं ह्याला तुम्ही ह्या परिस्थितीला काय सीमा, काय ठरवता? आता काही अर्जंट असेल तर त्याला बघणं भागच आहे. पण तशा वेळेस पण कसं ठरवता की काय अर्जंट नाही आणि काय अर्जंट आहे?
हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. ठीक आहे तुमच्याकडून कधी-कधी चुका होता. कोणाचा फोन उचलला नाही जात आणि पुढच्याने पण समजून घ्यायला पाहिजे किंवा काही कामात असेल किंवा लक्ष नसेल त्याचं त्याच्यामुळे तो फोन उचलला नाही गेला. तर मी काय म्हणतो प्रत्येक वेळेस अ, चिडचिड करणं किंवा भांडणं हा पर्याय नसतो. तर त्याला व्यवस्थित सांगणं आणि एखाद्याला समजत नसेल तर त्याला वेडं म्हणून समजून सोडून देणं. कारण की चांगल्यातला आणि
बरोबर. <giggles> बरोबर आहे. वेड म्हणून त्यांना सोडून देणं चांगली आहे हो, हो.
<chuckles> चांगल्यातला हो तर ते आपल्यावरती. म्हणून जे चांगलं आणि वाईट अ, आपल्या धर्मग्रंथात पण सांगतं की ज्यावेळेस आपल्याला चांगल्याचे आणि वाईटाची जाणीव आहे की नेमकं आपल्याला काय चांगलं करावं आणि काय वाईट करावं. एखादा जर चुकून आपल्यासोबत वाईट पद्धतीने वागत असेल त्याला समजूनही आप तो समजत नसला, तर लिव लीव्ह देम म्हणजे त्याला सोडून द्या. लेट देम गो त्याला जाऊ द्या. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही शांत व्हा. तुमच्यामध्ये राग आणि द्वेष उत्पन्न नका करू. मला असं वाटतं.
बरोबर. बरोबर. हो, हो ना हो. हो, हो ना. खूपच छान प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की कसं म्हणजे फोन वापरणं आणि कशी ही ऊर्जा, कशी प्रभावित होते आणि म्हणजे कशा आपल्या जीवनावरती पण ह्याचा कसा फरक पडतो. खूपच छान प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीला समजावलं. तुम्हाला खूप धन्यवाद. आपण परत नक्कीच भेटूया.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं.

मला असं वाटतं की खरंच फोन वापरल्याने आपली ऊर्जा ही प्रभावित होते. नक्कीच कारण की आम्ही पाहतो की प्रत्येक अ, जर 4 लोकं असेल तर प्रत्येक 3 माणसं तरी फोनमध्ये पाहतात म्हणजे खूप जास्त पर्सेंटेज आता आम्ही पाहतो. आणि लोकांना त्याच्याबद्दल म्हणजे भरपूर आजारही उत्पन्न झालेले आहेत त्याचा आम्ही स्क्रीन टाईम जास्त पाहतो. ज्याप्रमाणे पहिल्यांदा जेवढा वापर होत नव्हता त्याच्यापेक्षा कित्येक पटीने वापर वाढलाय. आम्ही प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठे पाहतो की असं दुर्लभच झालेलं आहे की विना मोबाईलचं कोणी सापडेल किंवा बिना मोबाईलचा यूज करताना कोणीतरी सापडेल.
बरोबर. हं. हो ना. हो.
90%- 95% पेक्षा लोकांकडे मोबाईल आहे. आणि आम्ही पाहू शकतो की गरीबातला गरीब मनुष्य आणि श्रीमंतातला श्रीमंत मनुष्यदेखील फोन वापरतो. आणि याच्यामुळं त्यांची प्रत्येकाच्या जीवनाची ऊर्जा जी आहे ती प्रभावित झालेली आहे. मला असं वाटतं कारण की तासनतास ते स्क्रॉलिंग करणं आम्ही कधी-कधी जर आम्ही स्वतःचं स्वनिरीक्षण केलं तर पाहू शकतो की तो आमचा स्क्रीन टाईम किती वाढलेला आहे आणि खूप रील्स लोकं पाहतात. मला तर आश्चर्य वाटतं इतक्या रील्स पाहून नेमकं भेटतं तरी काय. कारण की एक साधा जरी प्रश्न विचारला ना.
हां. बरोबर. हो ना. बरं! म्हणजे नाही बरोबर तुमचा विचार हो. तुमचा विचार हा एकदम बरोबर आहे. की रील्स एवढं पाहून म्हणजे भेटते तरी काय ते एका प्रकारचं जसं डोपामाइन इफेक्ट जसं तुम्ही म्हणत होते. मग असं तुम्हाला कधी असं वाटलं का की फोन वापरल्यावर ना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ऊर्जा ही कमी होते. असं कधी वाटलं तुम्हाला?
हं. हं, हं. हो. हो, हो. हं, हं. हो दिवसभरात आपण मोबाईल वापरतोच आणि दिवसाची सुरुवात लोकं पहिल्यांदा मोबाईल पाहूनच करतात. आम्ही पाहतो की कित्येक लोक डोळे उघडतात आणि पहिल्यांदा मोबाईलच घेतात हातात. कोणी काय वा WhatsApp पाठवलं किंवा कोणी काय फोटो पाठवला गुड मॉर्निंग आणि काहीच भेटलं नाही यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून तर मग ते जातात आपल्या रील्स पाहण्यासाठी. आणि चालू होतं त्यांचं ते सकाळचं दिनचर्या जी स्क्रॉलिंग म्हणतो आपण त्याला. आणि टॅप करणं, स्क्रॉलिंग करणं म्हणजे फक्त बोटांच्या व्यायामाचा प्रकार तर आहे आणि आम्हाला असं वाटतं हो. हो. बस.
बरोबर. बरोबर, हो ना. हं. अगदी बरोबर. बघणं किती लाइक्स भेटले. त्यांच्या रीलला त्यांच्या फोटोला किती लोकांनी हार्ट दिले आणि किती लोकांनी व्ह्यू केलं. अगदी बरोबर तुम्ही म्हंटल म्हणजे आजकाल अ, असंच झालं आहे फोन वापरणं पण त्याच्या व्यतिरिक्त पण बघा ना सकाळी उठल्या-उठल्या फोनवरती अलार्म वाजतो. मग काय तर महत्वाचे ईमेल चेक करणं ते पण कुठे ना कुठेतरी थोडासा त्रासदायक वाटतं का तुम्हाला?
हो. हं, हं. हं, हं. हं, हं.